तर तो, तो अगदी म्हणे, हो, हो त नाही-नाही, म्हणे, तू असं कसं काय बोलतो? मी तर सगळ्यासोबतच बोलतो. म्हटलं, प्रत्येकाची पाचही बोटं थोडे सारखे असतात, हे ना. तर तुम्ही एकाला जर हो.
बरोबर आहे. अच्छा. सारखे असतात. आणि काही सगळे ऐकून घेतात याचा अर्थ ते तुमचं अ, एक नाही का घाबरून ऐकून घेतात, ते थोडी मनापासून ऐकून घेतात. <chuckles>
हं, हं. हो, हो. हो, ही पण गोष्ट बोललो बरं का मी त्यांना. अ, मग आमचा थोडाफार वाद झाला किंवा विवाद झाला आणि कंपनीतले कर्मचारी वगैरे समोर उभे राहिले. पण मी त्यांना जे-जे पॉ टॉपिकवरती बोलायचं, ते व्यवस्थितरीत्या त्यांना त्यांच्या चुका समजून सांगितल्या आणि मग आमचा वाद त्या ठिकाणी मिटला ना. पण मग ज्यावेळेस मी आमचे सहकार्मिक सहकारी आहेत, जे कर्मचारी आहेत बाकीचे, त्यांच्या प्रतिक्रिया नंतर ऐकल्या, तर ते म्हणे, तू बरोबर बोललास म्हणे आणि हे होणं गरजेचंच होतं कारण की प्रत्येक सारखा नसतो आणि काही-काही लोकं वैतागून वैतागलेलेच होते त्याच्या ह्या बोलण्यालासुद्धा आणि ते मला पहिलं पण कळालं होतं. परंतु प्रत्येक जण सहन करून घेतो कामाच्या दबावापोटी किंवा काही. काय कशा पोटी, तर हा ही एक प्रसंग.
हां. हं. बरं. बरोबर. हं, हं. अच्छा, अच्छा. <chuckles> अच्छा. अच्छा, अच्छा. <chuckles> सहन करून घेत. बरोबर आहे. थोडक्यात आहे ना, म्हणजे मला काय वाटतं तुम्ही हो ना, मला वाटतं तुम्ही म्हटले की राग आला, पण मला वाटतं रागपेक्षा पण तुम्ही नाही का अन्याय न सहन करण्याचा जो तुमचा खरा चेहरा आहे ना, तो जास्त पुढं आला असं मला वाटतं, की विनाकारण आपलं सेल्फ रिस्पेक्ट पण एक असतं ना, की कोणी पण आपल्याला काही बोललं, तर आपण नाही ना सहन करू शकत आणि नाही पण केलं पाहिजेल. तर हे थोडक्यात तुम्हाला कधी वाटलं नव्हतं, की बाबा, आपण असं पण आपली स्वतःचंही करू शकू, पण ते समोर आलं, तर मला वाटतं, की ह्या क्वालिटीज आपल्या ज्या आहेत ना, तर त्या कुठेतरी अशा परिस्थितीमध्येच समोर येतात, की नॉर्मल ठिकाणी तर आपण नाही का सौजन्याने वगैरे घेत असतो आणि ज्यावेळेला आपल्याला असे चॅलेंजेस येतात, त्याच वेळेला आपल्याला हे येतं. तर तुम्हाला असं वाटतं, की हे चॅलेंजेस महत्त्वाचे असतात लाइफमध्ये?
हो, हो. हं, हं. हं, हं, हं. हं.

हं, हं.
खूपच मस्त. म्हणजे थोडक्यात तुमचं लाईफमध्ये तुम्हाला एक अ‍ॅडिट म्हणजे नाही का कळ कळालं, की बाबा आपण एकदा चांगलं पाऊल उचललं ना, तर आपल्याला हे काय हे असतं ना कुठेतरी, की अरे, मी असं केलं तर माझ्यावर कोण येणार नाही किंवा मला एकट्यालाच करावं लागेल. तर ती तुमची भीती पूर्ण निघून गेली की नाही, मी चांगलं केलं ना, तर चार लोकं जॉइन करणार. त्याच्यामुळे तुमचं म्हणजे ते जे करण्याचे जे नाही का हेजी हेजिटंट असतो ना, की आपण नाही हिच-किच करतो, नको करायला, तर ते तुमचं दूर झालं, असं ते मोठा बदल तुम्हाला जाणवतो. खूपच म्हणजे मस्त मग अ, काय वाटतं तुम्हाला, की समजा एखाद्याला एखाद्याच्या मनात खूप अशा चांगल्या भावना असतात, पण अ, कसं असतं ना, की तो तेवढं व्यक्त करत नसतो किंवा असं मदत करायची असते, पण करता येत नाही किंवा करायला सुरुवातच करत नाही किंवा अन्याय पण लोकं भरपूर सहन करतात. तर त्यांना तुम्ही काय अ, सल्ला अ, द्याल, की कसं त्यांनी सुरुवात करावी सुरू केली पाहिजे त्या गोष्टी?
हो, हो. हो, हो. तर, अ, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, की अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा, म्हणजे अ, काय, अन्याय सहन करण्या जो करून घेतो हां, जो क म्हणजे ज्याच्यावर अन्याय होतो तो चुकीचा आहे. म्हणजे 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगा. तर म्हणजे ह्या समाजामध्ये ना भरपूर गोष्टी होतात, की ज्या आपल्या विरुद्ध होतात. तर अ, म्हणजे आपण त्याच्याविषयी म्हणजे बोललं पाहिजे किंवा केलं पाहिजे. भरपूर म्हणजे जर आपल्या भावना आपण दाखवल्या नाही, तर अ, जग आपल्याला नाही ओळखू शकणार आणि आपलं जर मन चांगलं आहे, आपल्यावर जर चुकीच्या गोष्टी होत्या, तर त्या बोलणं गरजेचं आहे. म्हणून 1चं दिवस म्हणजे स्वाभिमानाने जगलं तरी चालेल, पण 100 दिवस अ, ते शेळी होऊन जगणं हे कुठेतरी खूप चुकीचं आहे, मला असं वाटतं आणि मग त्याच्यामध्ये आपल्यावरती दडपण, आपल्यावरती टेन्शन आणि ह्या बाकीच्या गोष्टी येतात हं, हं, आणि म्हणून मग काय अ
हां, हां. करणाऱ्यापेक्षा हं, हां. अगदी, अगदी. <chuckles> <chuckles> बरोबर आहे. बरोबर आहे. मी अ हो. अरे बाबा, क्या बात है. हो ना, हो ना. आणि मागं बोलून तरी काय फायदा आहे. लोकं बहुतेक करून काय करतात ना अशा परिस्थितीत, मागं बोलत बसतात ते. त्याचा काहीच फायदा नाही ना, तुम्ही म्हणजे अं, सहन पण करताय आणि मागं तुम्ही फक्त गप्पा मारताय, त्याला झिरो अर्थ आहे असं मला वाटतं कुठेतरी.
हं, हं.